आपल्या घरामध्ये अ, किंवा एकंदरीत आपल्या परिवारामध्ये बरेच अ, एक वडीलधारी मंडळी असतात. आणि ते वडीलधारी मंडळींचं कसं असतं एक अनुभव असतो आपल्याबरोबर आणि त्यांची काय म्हणू शकतो ना की माया पण असते आपल्यावरती. पण कधी-कधी त्यांचं असं असतं ना, की त्यांना थोडंसं मान-सन्मान लागत असतो. <chuckles> तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना ते कशाप्रकारे हँडल करता, तुम्ही रिस्पेक्ट कशा प्रकारे, काय त्याची पद्धत आहे का तुमची?
हं. हो ना. हं, हं, हं. अ, नक्कीच मला असं वाटतं की प्रत्येक घरात एक अ, वृद्ध व्यक्ती किंवा एक मोठा व्यक्ती असणं खूप गरजेचं असतंय, तो त्या घराचा खांबच असतो, मी म्हणेन भले भले तो फिजिकली फिट नाही आहे किंवा त्यांची काम करण्याची क्षमता कमी झाली असेल. पण त्यां ते अनुभवाने खूप मोठे असतात आणि त्यांचा अनुभवच अ, हं.
खरंय. खरं. हां, हां. अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे ते आपल्याबरोबर असणं हे पण आपल्यासाठी खूप मोठा प्लस पॉइंट असतो बऱ्याच वेळेला.
नक्कीच. म्हणजे अ, ते अनुभव, तो सल्ला जो आहे ना, ते त्यांच्यातनं जो भेटतो तो खूप महत्वाचा आणि खूप मूल्यवान ठरतो मला असं वाटतंय.
हो, हो. हो, बरोबर आहे. आणि मग पण अ, कधी-कधी असंही होतं ना की त्यांचा असा एक स्वभाव बनतो की मग प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हाव्यात. असं, असं कधी होतं?
<chuckles> हं, हं. होतं, म्हणजे आता कसं आहे ना. अ, मला आजेसासू आहेत ठीक आहे आणि त्या त्यांनी खरंच, जेव्हा त्या यंग होत्या ना त्यांनी अ, खूप मोठं मी तर म्हणेन साम्राज्य म्हणा उभं केलं एकटीने. कारण त्यांचे हजबंड अ, हजबंड जे आहे ते लवकर अ, एक्सपायर झाले. पण त्यांनी त्या काळात पण एकटी बाईनं म्हणजे, त्याने त्यांच्या माहेरची जी लोकं होती ना त्यांच्या मदतीनं अ, हळू-हळू करत रानं विकत घेतली, करून क म्हणजे अ, त्यांच्या माहेरवरून ट्रॅक्टर हे यायचे. तर ते रानात काम करू लागले. लोकं हे पाठवायचे पण त्यांच्या माहेरचं चांगलं होतं. पण त्यांनी एकटीच्या जीवावर
अच्छा, बरं. म्हण म्हणजे ते कसं आणि? अरे, बरं. हां, हां. बरं. अरे, बाप रे! पण ते, हां. एकट्याचे जिवावर आणि त्या काळी एकटे स्त्रीनी एवढं सगळं करणं म्हणजे खरंच खूप अ, मोठं काम त्यांनी केलं. हं.
हो. खूप मोठी, खूप मोठी गोष्ट आहे. आणि अ, मग त्यांना अशा व्यक्तीला ओके, खास करून जी अशी व्यक्ती असते ना ज्याने तरुणपणे हां, त्यांना तर असं असतं की अ, शेवटपर्यंत माझा कायदा राहिला पाहिजे <chuckles> किंवा मी म्हणते तसंच झालं पाहिजे. तर ते आमच्या घरात तर ते नेहमीच होतं. अ, त्यांचं असते, की कुठलीही गोष्ट करताना मला विचारून केली पाहिजे, मला सांगून केली पाहिजे. ते तर होतंच.
हं. हां, जी सेल्फ मेड असते, त्यांना थोडासा एक रिस्पेक्ट थोडासा जास्त लागत असतं. <chuckles> <laughs> बरोबर आहे. बरोबर. अच्छा. हं, हं. अच्छा. <chuckles> बरं, आणि मग त्यांना तुम्ही मग कशाप्रकारे हँडल करता? किंवा त्यांना कशाप्रकारे तुम्ही सन्मान देऊन थोडंसं अ, काम आपलं करून घेता? असं काही ट्रिक तुम्ही वापरता?
हं, हं, हं. अं, कसं आहे ना, एक तर मला असं वाटतं, की अ, ठीक आहे ते घराचा मेंबर आहे आणि त्यांना काही गोष्ट काही नाही म्हणजे घरातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती पाहिजे. त्यांना निर्णयात हं.
अच्छा, बरोबर. कारण ते जरी ते, अ, फिजिकली काही करू शकत नसले तरी त्यांच्याकडे तेवढा विस्डम आहे ना, की तो आपल्याला ते हेल्प करू शकतात.
नक्कीच, नक्कीच. तर म्हणून मी अ, आम्ही प्रत्येक जण घरातलं कुठलंही काम असो, कार्य असो किंवा काही निर्णय घ्यायचे असो, आम्ही त्यांना इन्व्हॉल्व करतो, त्यांचं ऐकतो. बऱ्याचदा कसं होतं ना, पण काही काही गोष्टी अशा असतात, की आपण जुन्या रीतीने किंवा जुन्या पद्धतीनं आपण आत्ता नाही विचार करू शकत. काळ इतका बदलला आहे, तर ते थोडं म्हणतात ना, की थोडं तो बदल पण लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे.
अरे वाह! नाही करू शकत, ते बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी 100% खरं आहे. ह्याला मी पूर्णपणे एग्री करतो. कारण काही गोष्टी आहेत की जसं, की आता समजा, रांगोळी काढणं. तर हे आता नाही ना शक्य प्रत्येक दिवशी कधीतरी आपण काढू शकतो. तर मग जर जुन्या, सगळ्या रूढी परंपरा आपण पाळत बसतो, तर आपल्याला ते शक्य नाही आहे. बरोबर.
हं. हं. हं. हो. हां. हं, हं, हं. मग ते अ, कधी-कधी ते होतं मग त्यांना समजून सांगावं लागतं. की काळ किती बदल आहे, म्हणजे माझ्या आणि त्यांच्या जनरेशनमध्ये जर बघा ना, किती तफावत आहे किती गॅप आहे. तर ते विचारांमध्ये पण आमच्या बऱ्यापैकी तफावत असतेच असते. मग अशा वेळेस माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या मध्यस्थी करत असतात, त्या म्हणतात की <chuckles>
अच्छा. हं. अरे वाह! म्हणजे ही म्हणजे तुम्हाला कळालं का, की एक चांगली गोष्ट काय घडली तुमच्या ह्याच्यामध्ये, की कधी-कधी काही घरांमध्ये असं असतं, की सुनेचं आणि सासूचं नातं बिघडलेलं असतं. पण ह्या आजच्या सासूमुळं तुमचं आणि सासूंचं नातं चांगलं आहे. तर हे एक चांगलंच म्हणावं लागेल. <chuckles>
हो, हो. <sighs> चांगल आहे. हो, म्हणजे त्यांना ते समजून, ते त्या माझ्या सासूबाई त्यांना समजून सांगतात, अहो काळ बदललाय असं नाही राहिलं. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींपासून त्यांना मग सांगतो मग त्या घेतात समजून, त्यांना कळतं. ते बघतात.
<chuckles> बरोबर आहे. अरे वाह. नाही हे पण महत्वाचं आहे. जरी त्या, वडीलधाऱ्या असल्या जरी त्या सेल्फ मेड असल्या किंवा त्या अ, त्यांनी कमवलेला असतात, तरी त्या ऐकून घेतात. हेही त्यांचं मोठेपणच आपल्याला म्हणावं लागेल.
हं. नक्कीच, नक्कीच. तर ते एक किस्सा नेहमीच आमच्या घरात होतो.
हं. कोणता?
हेच की अ, त्या काहीतरी म्हणणार, अ, सईद अ, म्हणजे तुम्ही रांगोळी काढत जावा, स्वयंपाक करत जावा, दररोज रांगोळी काढायची किंवा
हां, हां, हां. अंघोळ करूनच स्वयंपाक करायचा. <laughs> हं. हं.
जुन्या रूढी परंपरा, ह्या ज्या काही आहेत ना अ, ठीक आहे, पाळणं गरजेचं आहे, पण कितपत? काळ बदलला आहे, थोडं तरी आपल्याला काळाबदोबर काळाबरोबर बदलणं हेही गरजेचं आहे. आपण स्वतः बदललो नाही, तर जग काही आपल्यासाठी थांबणार नाही.
बरं. चालावं लागतं, बरोबर. हं, बरोबर. थांबणारा नाही आहे. आणि आपल्याला कसं आहे ना, या जुन्या गोष्टी करायला थोडासा उसंत लागते, वेळ लागतो आणि तो आपल्याकडे आता सध्या, मला वाटतं, की बराच कमी आहे. आणि तो अं, तेवढा वेळ असेल तेव्हा आपण सणासुदीला एखाद्या वेळेला तशा गोष्टी करू शकतो. पण रोज मला नाही वाटत ते शक्य आहे.
हं, हं. नक्कीच. नाही, नाही, नाही. किंवा जुने पारंपारिक जे पद्धती असतात, एखादी डिश बनवायची असली तरी ते पाटा-वरवंटावर बनवणं. <laughs> हो, कारण ते त्या काळात त्यांना ते ईझी होतं, त्यांचं ते म्हणतात ना, दैनंदिन जीवनाचा तो एक भाग होता. एक लोणी काढायला पण हं, हो. मग ते कधी-कधी म्हणतात, सई, पाटा-वरवंटा कधीतरी वापरून बघा, चव छान लागते. मग ते नाही नाच शक्य. <giggles> कधीतरी ठीक आहे, सुट्टीचा दिवस असला, की कधीतरी करू शकतो पण आता नेहमीची धावपळीचं जीवन, त्यात एवढी घाई गडबड असते, मोठं कुटुंब, नाही पण मी कधीच त्यांना अशी एकदम नाही म्हणत नाही. मी त्यांना खूप
हां. अरे बापरे! हे फारच म्हणजे तुमचं खूपच ट्रेडिशनल होतंय म्हणून. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि त्या काळी तेच टूल होतं ना, तर त्यावेळेला ते तेच वापरणार ना, ते थोडी मिक्सर वापरणार होते. <laughs> अच्छा. बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे. हां, हे खूप छान आहे, म्हणजे कारण, का माहिती आहे का? अ, कधी-कधी काही लोक करतात ना, डायरेक्ट म्हणतात की नाही जमणार. तर असं आपण जे डायरेक्टली त्यांना नाही म्हणण्यापेक्षा, ठीक आहे त्यांचं ऐकून घ्यायचं आणि नंतर मग आपण आपल्याला पाहिजे ते करू शकतो. पण नंतर म्हणजे त्यांना मनाने तरी आपण दुखवत नाही. असं तरी होतं बऱ्याच वेळेला.
हं. हो. नक्कीच, म्हणजे माझी कशी होत होती ना? आधी-आधी खूप चिडचिड होत होती, प्रचंड चिडचिड होत होती. म्हणजे ह्या अशा कशा बोलतायत? ह्यांना कळत नाही का? मी आत्ताची मु जनरेशनची मुलगी आहे, वरनं मी कधी खेड्यात राहिले नाही. वरनं तुम्ही म्हणताय, पाटा-वरवंटा किंवा तुमच्या ज्या जुन्यातल्या तुम्ही गोष्टी सांगताय, हे मला शक्य पण नाही तर मला खूप चिडचिड व्हायची आणि मी त्यांना एक म्हणायचे, की "तुम्ही गप्प बसा! मला जसं जमेल तसं मी करीन, किंवा हे." तर हो, कारण मला ते फ्रस्ट्रेशन होत होतं. पण नंतर मला रिअलाईज झालं, मला कळलं, माझ्या आईने मला सांगितलं की "नाही, तू चुकत आहेस, ती घरातली" हं.
हो, निश्चित. हां, हां. अच्छा. <laughs> हं. अच्छा. <laughs> म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट बोलायचं त्यांना. हां, हे-हे खूप महत्वाचं आहे आणि आ तुमचं जे आईंनी सांगितलं ना कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना की असं मुली जातात सासरी आणि मग ते सांगतात. तर मग कधी-कधी काही आई आहे ना त्या चुकीचा सल्ला देतात. तुमच्या आईचे म्हणजे अ, त्या बाबतीमध्ये विचार खूपच अ, चांगले दिसतातेत की नाही तुम्ही समजून घ्या. खूप छान.
हो. <chuckles> हो, नक्कीच, म्हणजे ती मला बोलली की "तू जे उपभोग करत आहेस, तिकडं एवढं मोठं घर म्हणा किंवा ते त्यांनी उभं केले आहे, तू नाही, तू आत्ता गेली आहेस. त्यांनी असंच, ती काही हे नाही आहे, चेष्टा नाही आहे एकट्या बाईनं ते सगळं उभं केले आहे, म्हणजे ती किती हुशार असणार आहे किंवा ते बोलतायत, म्हणजे त्यामागचं"
हं, हं. <laughs> बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो. बरोबर आहे. मग त्यांनी तुम्हाला जाणीव करून दिली की त्यांचं पण एक आहे अस्तित्व महत्व. हं.
हो, "त्यांचं अस्तित्व आहे, किंवा ते जे आहे, ते त्यांचं आहे, तू जस्ट आता गेली आहेस तिकडं नवीन घरात. तुला अस्तित्व निर्माण करायला खूप अजून मोठा पल्ला गाठ गाठायच आहे, तर ते-ते जर-जर त्यांच्यासारखंच अस्तित्व मिळवायचं असेल, तर त्यांचं ऐक किंवा त्यांच्याशी किमान एक बोलण्याची पद्धत असते. की ठीक आहे, तुला एखादं काम नाहीच करायचं, तर तू समजून पण सांगू शकते, की आता नाही, मी नंतर करीन, असं पण, पण एकदम असं झटक्यात बोलणं हे चांगलं नाहीये."
हं, हं. अच्छा. वेळ लागणार हं, हं. बरं, बरं, बरं. हं. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. हं. नाही, म्हणजे हे आणि ह्याच्यामुळे तुमचं मग परिवर्तन, मतपरिवर्तन झालं.
हो. मग त्याच्यानंतर मग मी पण अ, हळूहळू अ, मी पण असे म्हणतात ना, की सॉफ्टली मी बोलू लागले. मी नाही आता अ, त्यांना जास्त म्हणजे, त्यांना समजवून सांगते, प्रेमाने सांगते. आजी असं नाही. अ, आपण नंतर करू, सुट्टीच्या वेळेस करू, आपण दोघी मिळून करू. <laughs> हो.
हां. हं. अरे वा! अच्छा. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही मार्ग काढता. म्हणजे काय होतं ना की आपण आहे ना, एखाद्याला जर विनाकारण जर असं, म म्हणतो ना, की भिडायला लागलो, तर तो पण त्याच अ, माइंडसेटमध्ये राहतो की तो पण मग आणखीन काहीतरी काढत राहतो. त्यापेक्षा जर आपण त्याला नमतं घेतलं ना थोडंसं कधी-कधी, तर तो पण म्हणतो चला ठीक आहे. हा ऐकतोय आपलं. तर आज ना उद्या आपल्या मनासारखं होईल. तर तो पण हॅपी राहतो. खूप छान, खूप छान.
हो. नक्कीच. हं. हो. आणि अ, मला एक गोष्ट अजून एक आईनं सांगितली. ती बोलली की ते इतके मोठे आहेत, की त्यांच्या आशीर्वादात खूप ताकद असते. आशीर्वादात पण असते किंवा ते जे रागात बोलतात, "तुला यशच भेटणार नाही," त्यात पण खूप ताकद असते. तर
अरे वाह! हो. अ, ते कसं? म्हणजे रागात अ, च नाही कळलं मला.
म्हणजे कधी-कधी अ, व्यक्ती आहे ना, आपण रागात काहीतरी बोलून जातो. ते घरचे मोठे आहेत आणि अ, आपण जर त्यांना दुखवलं, त्यांना काही बोललं, तर ते पण मग आपल्याला नक्की काहीतरी बोलतात. तुला, तुला तुझ्या कामात यशच भेटणार नाही किंवा तू लाईफमध्ये अशीच राहशील. तर ते शब्द वास्तूत, ती बोलली ते खरे होतात. त्या वास्तूत खरे होतात. तर म्हणून ती बोलली, की तू दुखवू नकोस. तू त्यांना बिलकुल दुखवू नको.
अ, हां. बरं. हां. हां. अच्छा. हां. अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा! दुखवू नको. म्हणजे हा खूप मोठा मला वाटतं ना, की आपण त्यांना दुखवलं तर त्यांनी जर समजा चुकून-वाकून जर असं बोलले. कारण रागात माणूस काहीही बोलू शकतो. तर ते आपल्या मनात पण घर करतात ना गोष्टी. आणि मग त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या ह्याच्यावरती, परफॉर्मन्सवरती म्हणा किंवा कॅरियरवरती होऊ शकतं. खूप म्हणजे तुम्ही डीप सांगितलं, की अशामुळं जे वडीलधारे आहेत त्यांना आपण मानसन्मान देणंच जरा, उचित ठरतं.
हं. हो, हो. हां. नक्कीच. उचित ठरतं.
बरं, बरं. मग आता आणखीन असंही होतं व म्हणजे वयस्कर माणसांच्या बाबतीमध्ये. जसं तुम्ही आता ते शहरातलं आणि जुन्या काळाचं ते तर सांगितलंच. पण कधी-कधी त्यांचं आहे ना, एक असंही असतं ना की एक फनी म्हणा किंवा त्यांचं वयामानानुसार म्हणा की त्यांचं थोडंसं स्मरणशक्ती कमी झालेली असते किंवा कानाने कमी ऐकायला येत असतं किंवा मग आपल्याला परत, परत सांगावं लागतं. तर असं काय तुम्हाला जाणवलंय का?
हं, हं. हं, हं. हं, हं. अ, आता माझ्या केसमध्ये तर असं झालंय. म्हणजे माझ्या ज्या आजेसासू आहेत त्या फिजिकली फिट आहेत. माझ्या सासूपेक्षा त्या फिट आहेत. <chuckles> म्हणजे मी चष्मा वापरते. त्या रात्रीची सुई ओवतात. <laughs> कारण तितका तो फरक आहे. अ, पण नक्कीच माझे जे आजी-आजोबा आहेत ना, वयानुसार कधी-कधी असं होतं, की त्यांना कमी ऐकू येतं, मग त्यांच्यासाठी जोरजोरात बोलायचं. फोनवर जरी मला बोलायचं असलं की खूप जोरजोरात अ, बोलावं लागतं. पण मी कधीच त्या गोष्टीचा तिरस्कार करत नाही कारण प्रत्येकाला त्यातनं जायचं आहे.
हां, हां. बरं. बरं, खूप. अरे वाह! <laughs> अरे बापरे! अच्छा. हां, हां. हो, हो. बोलावं लागतं. हां. जायचंच आहे. आपण आज इथे आहोत. आपल्याला पण ती फेज येणारच आहे पुढे जाऊन.
हो. हो. तर मी खूप अ, त्या गोष्टीला मी खूप अ, समजून घेते. तर मला माहीत आहे आज त्यांच्यावर वेळ आली, उद्या माझ्यावर वेळ येईल आणि तेव्हा मग माझी मुलं, माझी नातवंडं माझ्याबरोबर कसं वागतील, कसं समजून घेतील? हे पण आहे ना? तर मी नेहमीच अ
हं, हं. हां. निश्चितच, निश्चितच. हो खूप छान. खूप सुंदर तुम्ही म्हणजे हा विचार केला आणि मला वाटतं सगळ्यांनीच हा विचार केला पाहिजे. नाहीतर मग हे जे अडचणी येतात ना, आजकाल की आई-वडील वेगळे आणि ह्या गोष्टी ह्याच्यामुळं होणारच नाहीत, कारण आपल्यालाही त्या परिस्थिती, ही जाणीव राहिल्यानंतर सगळेजण नीटच वागतील ना?
हो कीम नक्कीच-नक्कीच. म्हणजे जर मी माझ्या हसबँडना जर मी म्हणले की, "तुमच्या आजींचं आणि माझं पटत नाही, विचार पटत नाही आपण दुसरीकडे राहू" कदाचित जेव्हा मला उद्या नातवंडं होतील, माझं जेव्हा माझ्या नात सुनबरोबर पटणार नाही तर ती पण कदाचित म्हणू शकते, "ह्या दोघांना घरातनं बाहेर काढा." <chuckles> पण कसं आणि होतं. एक म्हणतात ना, ते एक नियम असतो जसं तुम्ही अ, अ, दुसऱ्या बरोबर वागता ना तुमच्या लाईफ मध्ये पण ते घडणारच. त्याची तुम्ही तयारीच करून ठेवलेली असते असं मी म्हणेन तर अ, हे जे पुण्य आहे ते कामी येतं.
हां, हां. बरोबर आहे. <laughs> बरोबर आहे, बरोबर. होतं, होतं, निश्चितपणे. निश्चित, निश्चित. हं, बरोबर, बरोबर आहे. खूपच, खूपच सुंदर म्हणजे तुम्ही ह्याचं सगळं सांगितलं. पण मग कधी-कधी असं असतं ना, की जसे तुमचे आजी-सासू जरी त्यांची एक बाजू असती त्या थोड्याशा फर्म असल्या किंवा ज्या कर्तृत्वान आहेत आणि त्यांना थोडं मान-सन्मानाची अपेक्षा आहे. पण कधी-कधी काही असे असतात ना, की अं, त्यांच्या आयुष्यातल्या स्ट्रगल मुळं म्हणा किंवा असं त्यांच्या एक स्वभाव असतो काही-काहींचे, की जे, नाही म्हणजे त्यांना चांगलं बोलणं जमत नाही. वडीलधाऱ्या माणसांना किंवा मग समजून हां, अशा असतात मग त्यांच्याशी कसं डील करावं?
हं. हं. हं. हं, हं. <laughs> तुसाड स्वभावाचे. <chuckles> अ तेच आता काही काही लोकं खरंच आणि मला तर वाटतंय म्हातारे जे लोकं असतात ना, बऱ्यापैकी थोडे फार प्रेमळ असली नंतर बऱ्यापैकी तुटाळ स्वभावच असतो. म्हणजे कधी नीट बोलणार नाही, म्हणजे आपण जरी सरळ बोललो तरी ते उलटच प्रश्न अ, उत्तर देणार, ते उलटच बोलणार. तर ते होतं, अशा वेळेस अ, मी तर म्हणते की आपणच अ, सबुरीने घ्यायचं, शांतपणाने घ्यायचं, उगचं अ, काहीतरी आपल्या तोंडातनं असं अ, निघल जेणेकरून त्यांचा अपमान, त्यांच्या वयाचा अपमान अ, झाला नाही पाहिजे कारण खरंच ते जे असतात ना लोकं, त्यांनी खूप त्यांच्या आयुष्यात कष्ट केलेले असतात. अ, आपण खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर.
<chuckles> हो बरोबर आहे. त्या कॅटेगरी देतात. बरोबर. हं, हं. बोलणार आपल्याला. बरोबर. अं. ह, अं, अ. खरंय, खरंय, तुमचं म्हणणं. म्हणजे तरी आपण जरी ते बोलले तरी आपण त्यांना दुर्लक्ष करण्याचा पर्याय आपल्याकडं असतो आणि तो मला वाटतं की बेस्ट ऑप्शन असतो बऱ्याच वेळेला. हं.
हां. आणि भले जर त्यांनी जरी समोरून जर आशीर्वाद दिला नाही, तर तो आत्मा नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतो.
हो खूपच, खूपच अतिशय तुम्ही समर्पक आणि खूप छान सांगितलं. तर मला वाटतं की ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतील आणि आपल्याला एक रिस्पेक्ट दिला पाहिजे वयोवृद्ध लोकांना त्यांच्या अ, मान अ, काय म्हणतो वयाचा आणि त्यांच्या अनुभवाचा आपण आदर केला पाहिजे. आणि जर आपण असं करतोय, त्यांना जर आपण हॅपी ठेवतो. तर ते देखील आपल्याला चांगल्याच गोष्टी शिकवतात आणि मला वाटतं की त्याच्यामुळं एक सर्वांगीण प्रगती म्हणा किंवा घराचंदेखील एक म्हणतो ना की कौटुंबिक वातावरण छान राहायला निश्चितपणे मदत होतं. तर खूप छान तुम्ही सांगितलं. तुमचं खूप, खूप अ, आभार आणि धन्यवाद.
हं, हं. वयाचा हं, नक्कीच. हो. छान राहतं. अ, खूप छान अ, वाटलं तुमच्याशीपण बोलून आणि अ, काही गोष्टी शेअर करून आणि तुम अ, टाईम दिल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद.